हां. एक्झॅक्टली तर अ, आजकाल कसं झालं आहे एक अ, गावातले लोकं जे आहेत, गावातले म्हणतोय मी. शहरातले तर आहेच, ते पण खूप डिजिटल झालेत, नाही का, म्हणजे ते पण ऑनलाईन येत आहेत आणि काहीजण तर कंटेंट क्रिएट पण करत आहेत आणि दु सुदैवाने चांगलं अ, अर्निंग पण करता आहेत. तर अ, यामुळेही अ, त्यांची ओळख प्रभावित होऊ शकते गावातल्या लोकांची, असं म्हणता येईल का हो?
हां. हो, हो. नक्कीच. म्हणजे एकतर त्यांना ते एक्सपोजर मिळालं आहे. जेणेकरून अ, छोट्या-छोट्या गावांमध्ये, आपापल्या शेतांमधून, आपापलं छोटसं काम करताना, ते जेव्हा कंटेंट बनवतात ना, तर अ, उलट मी म्हणेन की शहरातल्या लोकांना खूप जास्त कुतूहल, कौतुक वाटतं त्यांचं, की किती छान आयुष्य जगताहेत ते. आणि असली लाईफ वही है असे वगैरे कमेंट्स करतात ते, कारण त्या मिळत नाहीत गोष्टी. आपल्याला बघा ना, खाली उतरल्यावर एखादं झाड शोधायला कितीतरी लांब जावं लागतं आजकाल. कारण सगळं डिजिटल, डिजिटल नाही, <chuckles> सिमेंटच काँक्रीट झालं आहे सगळं.
हां. एक्झॅक्टली. काँक्रीटचे जंगल जे आपण म्हणतो. <chuckles> हां.
काँक्रीटचं जंगल झालं आहे. तर अ, इतकं जास्त अवघड झालं आहे एक एक अ, पवित्रता म्हणा किंवा एक ओरिजिनॅलिटी म्हणा किंवा निसर्ग. खूप कमी झाला आहे आता शहरांमधला. त्यामुळे आपल्याला छान वाटतं आणि त्या गोष्टीचा प्रभाव असा पडतो, की बरेच आजकालची शहरातली लोकं ना, अशी लांब, लांब घर घेतायेत. जमिनी घेतायत, तिथं फार्म हाउस बांधतायत. आणि हे प्लॅनिंग ऑलरेडी सुरू केलं आहे लोकांनी, की पुढं जाऊन मला माझं वय झाल्यावर माझा एक रिटायरमेंटचं आयुष्य तिथेच जगायचं आहे. तर हा किती मोठा प्रभाव आहे? बघा ना.
हां. अच्छा! हो, खूप मोठा प्रभाव आहे. आणि मला वाटतं ते कोव्हिड नंतर खूपच वाढला, नाही का. कोव्हिडला आपण पाहिलं, की सर्व गावाकडे पळत होते <chuckles> शहरातले. तर अ, त्यामुळेही
हो. हो, खरंच. म्हणजे माझं स्वतःचं तसं कुठेतरी ड्रीम झालं आहे माहिती आहे का. की कुठेतरी एक छोटीशी जमीन घ्यायची. छोटंसं एक टायनी हाऊस बांधायचं आणि मी आणि माझ्या पार्टनरनी राहायचं. असं एक छोटंसं मी फ्युचर बघतो माझं, होपफुली ते होईल पूर्ण.
अच्छा.